मग पुढे काय झालं माहिती आहे का की आई थोडा वेळ असं तिला तर धक्काच होऊन लागला होता, म्हणून. पण नंतर मग आम्ही जेवलो वगैरे आणि मग रात्री झोपण्यापूर्वी परत आम्ही गप्पा मारतो, नाही का? तर मग तेव्हा मग बाबा बोलले, "बघ ना तू जरा शांत रहा. बघ ती किती खुश असते योगा करून आली की मग किती ती हसत खेळत असते. तर आपल्याला काय हवं? की आपलं मूल खुश राहील, हेच हवं असतं ना कोणत्याही आई-बाबांना? तर तू बघ ना तिच्याकडे" आणि मी ऐकत होत्या माझ्या लॅपटॉपवर काम करत.
<laughs> हां. हं, हं, हं. हं, हं. हो. तुम्ही अ, तुम्ही प्रयत्न तुम्ही थोडा प्रयत्न केला की नाही? आईला थोडा मस्का हे मारला की नाही मग तुम्ही? <chuckles>
हो ना, म्हणजे मी माझं लॅपटॉप बंद करून मग जाऊन बसले तिच्याकडे आणि मग मी सांगितलं की "आई तुला कशाची भीती वाटते? की मी का नको ही नोकरी सोडू?" तर आई म्हणाली, "बघ तुझा इतका छान पगार आहे आणि तुझं कॅरियर सेट आहे अलरेडी आणि आता तू एकदम नवीन कॅरियर चॉईस करतेय. तर मग तुला असं वाटतं की ह्यात तू खरोखरच असं सक्सेसफुल होशील?" तर मग मी 2 मिनिटं विचार करून बोलली की "हो, मला असं खरोखर वाटतं." मग आईनं माझ्याकडे बघितलं आणि खूप प्रेमानं मग तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि ती म्हणली, "ठीक आहे, जर तुला ह्यातच खुशी आहे ना तुझी तर तू कर आणि चालेल आणि आपण म मॅनेज करून घेऊ. काही ना काही करू आपण." म्हणजे तिला असं होतं, की अ, एकदमच माझी इन्कम बंद होणार, नाही का? तर मला ते जाणवलं आणि मी तिला विचारलं की "तुला असं वाटतं ना की पैशाची कमी वगैरे होईल? तर घाबरू नको मी त्याचही करून ठेवलंय सेटिंग. म्हणजे मी खूप इन्व्हेस्टमेंट केली आहे. एवढे वर्ष मी काय सगळे माझा पगार उडवत नाही बसली आहे. तर सेव्हिंग्ज आहे आपले. वर्षभराचे तरी सेव्हिंग्ज आहे. आणि मी काय करेन माहिती आहे का? मी 1 वर्ष ह्यात पूर्णपणे मेहनत करीन आणि जर का मला असं वाटलं की वर्षभराची मेहनत माझी नाही होत आहे आणि हे वस्तू, हे कॅरियर ऑप्शन सुटेबल नाहीये, तर मग मी हे सोडून पुन्हा मग नवीन नोकरी जॉइन करीन, ठीक आहे?" मग तेव्हा आईचा चेहरा थोडासा असा शांत झाला आणि म्हणाले, "अच्छा! तर तू हे सगळं सेट करून ठेवलंय."
हां. हां. हं, हं. हं, हं. हो. हं. हं, हं, हं, हं. हं. हं. हो, हो, हो. <laughs> हां, हां. हं, हं, हं. <laughs> नाही खरंच. हं. हं, हं, हं. हं. हं, हं, हं. अच्छा, हां. <giggles> माझी लेकीनं ऑलरेडी सगळीच तयारी हे करून ठेवली आहे. आपल्याला टेन्शन घ्यायची काहीच कारण नाहीये. <chuckles>
हो आणि मग बाबा पण बोलले की "बघितलं? माझी मुलगी आहे. बघ किती छान प्लॅनिंग केली आहे तिने आणि तू काय न नको ती चिंता करते आम्ही दोघं आहोत ना सांभाळायला, करू आपण कसतरी." मग त्यांनी असं सहमती दिली त्यांची, होकार त्यांनी मला सांगितलं की "हां, कर बाळा तू" आणि मग तेव्हापासून मग मी ते बदल केला आणि अशा प्रकारे मग मी त्यांना सांगितलं हे सगळं.
हं.